हो. नक्कीच अ, कुठे ना कुठे कमी पडतय पण, जसं तुम्ही सांगितलं ना की आता तो 3 डीचा विषय काढला की डॉल्बी आहे.
हं. अ, हां, हं. हं.
3 डी आहे, 4 डी आलेले आहेत आता. भरपूर काही तो अनुभव जो आहे तो थिएटरचा अनुभव येतो त्याला तुम्ही तुम्ही घरी नाही घेऊ शकता आणि बऱ्याच वेळा काय होतं ना जो पिक्चरचा जो माहौल आहे ना, जो मजा आहे ना तो थिएटरमध्येच येतो, की पण काही विशिष्ट पिक्चरला पिक्चरसाठीच येतो आणि आपल्यालाही मजा तेव्हाच वाटते की ते थिएटरमध्येच बघितलं नंतर कारण तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. म्युझिक असतं तो मा माहोल असतो ती स्क्रीन असते.
हं. हो ना. हं. हं, हं. हो. हां ना. हं, हं. बरोबर. नाही. अगदी योग्य बोललात तुम्ही. पण मग असं असं नाही का होत का, ती ही कोण, म्हणजे तुम्हाला असं झालंय का? मला काही अनुभव सांगाल का की तुम्ही घरी थिएटर थिएटरचा पिक्चर थिएटरला जाण्यापेक्षा घरी स्ट्रीम केला तो चित्रपट, पण नंतर-नंतर तुम्हाला असं वाटलं की की अरे, काश मी चित्रपट तो थिएटरमध्येच जाऊन बघितला असता कदाचित अजून मजा आली असती असं असं काही?
हो, होतं-होतं न नक्कीच होतं असं, की आपण तो पिक्चर घरी स्ट्रीम करायला घेतला आणि मग असं वाटतं, की नाही बाबा अरे हा पिक्चर आपल्याला घरी बघण्यासारखा नाही आहे. हा आपण थिएटरमध्येच जाऊन बघायला पाहिजे. तर अशा वेळेस अ, नक्कीच होतं आणि मग प पश्चाताप होतो.
हं. हां. हं, हं, हं. हां, पण तुमचा काही मग असा अनुभव. हं. असं झालंय?
पश्चाताप तर होतोच. हो, झाले माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं अ, बऱ्याच वेळा असं झालंय माझ्यासोबत आणि एकदा तर मग मी असं ठरवलं की नाही यार हा सिनेमा जो आहे ना आता, थोडा बघितला त्याच्यानंतर लगेच बंद केला, म्हणलं नाही म्हणलं हा सिनेमा आपल्याला जो आहे थिएटरमध्येच जाऊन बघायचा म्हटलं आणि तो सिनेमा होता अवतार म्हणून हॉलिवूड मूव्हीचा सिनेमा होता तो.
हां, हां. हं. हं. हां. अच्छा. हां. बरोबर. हां.

आणि शिवाय वेळही द्यायचा त्यांना. आपला वेळ त्यांना द्यायचा, जो की एवढ्या किमती वेळ आहे.
हो. <chuckles> हो, ते तर आहेच.
आणि पैसेही आपणच द्यायचे आणि शिवाय त्यातून एंटरटेनमेंट होतं किंवा नाही होत, तो भाग तर म्हणजे शेवटचा ठरला.
हं. हां, काही वेळेला आवडतं किंवा नाही आवडत, बरोबर ना? हं, हो. पण आजकाल काय होतं माहितीये का ओ-टी-टीज आले आहेत म्हणा. तर अ, ओटी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, जिकडे अ, असं आहे की अं, आपल्याला ते जे चित्रपट आहेत, ते बघायला मिळतात. मग थिएटरला जायची गरज पडत नाही, ओके? मग अशा वेळेला जेव्हा अ, सिनेमा रिलीज वगैरे होते, तेव्हा अं, किंवा म्हणजे जे न फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणतो आपण, त्यावेळेला जाता का हो तुम्ही? की घरीच बघता? <chuckles>
तो शेवटचा ठरला. अ, नाही. शक्यतो आता बराच अ, असं
हं.
काय अ, कालांतर गेलंय, की फर्स्ट डे फर्स्ट शोचा तो जो क्रेज होता ना, तो निघून गेला, तो क्रेज जो होता, तो कॉलेज कॉलेज टाईममध्ये होता तो क्रेज, की फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा. म्हणजे सांगायलाही थोडंसं असं प्रतिष्ठित वाटायचं, नाही का, "अरे का अरे कुठं होतास काल?" "अरे काल मी तो पिक्चर बघायला गेलेलो, फर्स्ट डे फर्स्ट शो बघितलाय मी तो पिक्चर."
हं. हां. हो, बरोबर. <chuckles> हो ना, आई गं, हो आणि ती अ, एक बोलतात ना बातच वेगळी होती त्यावेळेची.
हं, हं. त्यावेळेसची एक अ, ती गोष्टच वेगळी होती. आता आणि त्यावेळेस ठराविक टाईम असायचा ना पिक्चरचा. आताचा वेळ असा आहे की कधी 9:00 वाजता पिक्चर आहे, कधी 8:00 वाजता पिक्चर आहे, कधी 1:00 वाजता आहे, कधी 4:00 वाजता आहे, काही ती वेळच कळत नाही.
हं. हो ना. हो. हो ना, हो. बरोबर आहे.
अन् नेमकं आपण जेव्हा ठरवतो की आपण पिक्चर बघायचा त्यावेळेस त्या थिएटरला तो शोच नसतो.